बघा अ, काय होतं, जर आपण पॉझिटिव्ह असणार, तर आपण त्याच पद्धतीच्या गोष्टी अट्रॅक्ट करतो आणि मग त्याच पद्धतीचे आपल्या चॉईसेस असतात. तर मग बघितलं असणार तुम्ही, जेव्हा तुम्ही असं एकदम फ्रेश असाल आणि पॉझिटिव्ह असाल, तर तुम्ही अगदी सुंदर कपडे तुमच्या वॉर्डरोब मधून काढतात आणि ते घालतात आणि आणि त्याच्यानंतर तुम्हाला बरेच लोकं कॉम्प्लिमेंट देतात. अरे! आज तू खूप भारी दिसतोय!
काय वाटतं तुम्हाला? हं, हं. हं, हं. हं, बरोबर. बरोबर. हं, हं. हं. ओह! येस, येस. <chuckles> अगदीच. हो ना.
तर ह्याच पद्धतीने मग ती गोष्ट असते. आणि निगेटिव्ह असाल, तर मग तुम्ह तुम्ही कितीही चांगले कपडे घाला. तुमची ऊर्जेने ते कपड्यांवरती तुमचा तो कॉन्फिडन्स दिसून येत नाही. मग तुम्ही थोडेसे अ, डिसमोड दिसून येतात लोकांना. मग तेव्हा लोकं तुम्हाला विचारतात. "अरे तुला काय झालेलं आहे का? काय झालंय सांग?" असं लोकं आपल्यालाच विचारतात" मग त्याच पद्धतीने असतात.
हं. हं. येस, येस, येस. हं, हं, हं. हं. अगदीच, अगदीच. आणि मग नाही, नाही खरंच. तर मग अ, जी आपली ऊर्जा असते, सकाळची एक पॉझिटिव्ह अ, ती जसं की आपल्याला जेव्हा आपण घरातून निघतो, तर मग आपल्या आपला जो वॉचमन असतो. तो जो थांबलेला असतो आपला. जर आपण त्याला एक गुड मॉर्निंग बोलून, जर त्याचा दिवस बनवतो, आपली ऊर्जा मग त्याला अशी पास होऊ शकते का?
हं. हं. बरोबर. हं. हो. हो, नक्कीच ना. आपण आहे ना अशा छोट्या, छोट्या गोष्टी केल्याच पाहिजे. आपण आहे ना दुसऱ्यांप्रती ग्रॅटिट्यूड दाखवायला खूप घाबरतो, की मी त्याला थँक यू कसं बोलू? त्याला गुड मॉर्निंग का विश करू? अरे पण तू कर ना. तुझी पॉझिटिव्हिटी लोकांमध्ये स्प्रेड कर. तेव्हा तू स्वतः अजून जास्त पॉझिटिव्ह होशील आणि तुझा दिवस अगदी सुंदररित्या जाईल.
कुणाचा दिवस बनवू. हं, हं. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. हं, हं. एक्झॅक्टली. <chuckles> हो. एक्झॅक्टली.